अ, हो, कारण अ, मी जवळ-जवळ 5-6 कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू दिलेले आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांनी हेच विचारलेलं, की अरे 2 वर्षाचा गॅप मग सगळ्यांना असं वाटतं, की 2 वर्षाचा गॅप अ, अशा कँडिडेटला आम्ही अ, हे करण्यापेक्षा आम्ही जे आता कंटिन्यू वर्किंगमध्ये आहेत त्यांना आम्ही प्रिफर करू ना जास्त. असं खूप वेळा झालंय. तर मग त्यावेळेला मी असं, जे आहे ते जेन्युइन जे आहे खरं ते सांगितलं, की असं-असं आहे आणि काही-काही असे आहेत, की अ, ज्या मोठ्या-मोठ्या कंपनीज आहेत त्यामध्ये अशी पॉलिसी पण आहे, की अ, तुम्हाला जर परत अ, कॅरियर ब्रेक मधून जर परत जॉइन करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पॉलिसीज आहेत आणि अ, त्यामुळे मला मी अशाच कंपनी शोधलेल्या, की ज्याच्यामध्ये अ, नाही का, की अ, तुम्ही जेव्हा हां, हां, हां, हां, हां, त्यामुळं मग मी तसंच केलं आणि मग माझा रेझ्युमे वगैरे अपडेट केला. मग त्याच्यानंतर ती त्या रेझ्युमेमध्ये पण स्पष्टपणे लिहिलं, की बाबा कॅरियर गॅप कशामुळे आहे? ते पण लिहिलं आणि परत जे काही तुमचं अ, ज्या म्हणजे नो नोकरी तुम्ही शोधता ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर पण मी टाकलेलं, की बाबा अ, कॅरियर गॅप आहे आणि कशामुळे आहे. त्यामुळं अ, हां, त्यामुळं मी तसं केलं आणि
हो ना. हं, हं. नक्कीच, नक्कीच. न्यायचं असेल, हो. आदर होतो या गोष्टीचा, आपण जेव्हा खाजगी गोष्टीसाठी ब्रेक घेतो, त्याचा आदर केला पाहिजे लोकांनी, हो. नक्कीच. <smacks lips> अगदी बरोबर. तर कुठे ना कुठेतरी माणसाने खंबीर व्हावं. लाज नाही वाटून घ्यावी स्वतःची. मी घेतला ब्रेक माझा निर्णय होता तो. तर म्हणून कुठे ना कुठे माणसाने सुद्धा खंबीर रहावं आपल्या निर्णयामागे. तर आता हे बघा, आता तुम्ही आणि तुमचं खूप अभिनंदन. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाच्या ब्रेक नंतर तुम्ही छान परत नोकरी चालू केलीत. आता बऱ्याच लोकांचं कसं होतं, की त्यांना मूल म्हणजे मूलबाळ वगैरे होतं किंवा असं नाही का कुठली आरोग्याची त्यांना म्हणजे त्रास असतो. तेव्हा डॉक्टरांनीच त्यांना सांगितलेलं असतं, की तुम्ही विश्रांती करावी, जास्त दगदग बाहेर करू नये. पण ती लोक सुद्धा आपलं कॅरियर अ, म्हणजे त्यांची इच्छा असते नाही का, आपण परत काम करावं, पैसे कमवावेत. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय छोट्या-छोट्या गोष्टी सुचवता? म्हणजे आजकाल बऱ्याच अ, ठिकाणी आपण पार्ट-टाईम सुद्धा काम करू शकतो. किंवा घर बसूनच नाही का वर्क फ्रॉम होमचे आजकाल बरेच असे आलेत. तर असं काय म्हणजे तुम्ही सल्ला द्याल अशा लोकांना, की ज्यांना कुटुंबाची जबाबदारी आहे, कुठेतरी त्यांची तब्येतही खराब आहे, पण तरी त्यांना आपलं कॅरियर पुढे चालवायचं आहे.
बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, बरोबर. बरोबर. हं, हं. हं, हं.